हो, नक्कीच. छानच तुमची टार्गेट पण सेट केलंय आणि तुमच्या उद्दिष्टाच्या दृष्टीनं पण तुम्ही छान आगेकूच करताय. मग एखादा आहा! किंवा वळण देणारा क्षण असा आठवतो का जिथं वाटलं, अरे, हेच करायचंय मला, हेच नेमकं करायचं होतं. असं कधी वाटलं का तुम्हाला?
हो. हां, हां. अ, तसं जर म्हणायला गेलं ना, तर अ, मला म्हणजे ना एक सिंगिंगमध्ये ना खूप आवड होती. मला गाणी म्हणायला खूप आवडायची. म्हणजे लहानपणी असं म्हणायची मी अ, की म्हणजे अशी की मला ना अ, सिंगर बनायचंय. मला गाणं गायला खूप आवडत. माझा आवाजही खूप छान आहे. तर अ, मला खरंच
हां. अरे वाह! हां. वाह! हो, मग अ, एखादं असं आवडतं गाणं प्लीज म्हणून दाखवाल का? दोन वाक्य म्हणजे अ, मला आवडेल ऐकायला. हां.
हो. अ, हो नक्कीच, नक्कीच. मला आवडेल तुम्हाला म्हणून दाखवायला, कारण की मला असं नेहमी गाणे म्हणून दाखवायला खूप आवडतं. आणि माझं बघा तेव्हा एक आपला नवीन अ, मूव्ही निघाला होता बघा, आशिकी तू आशिकी 2 असं मूव्ही हो तर त्याच्यामधलं ते गाणं बघा, सुन रहा आहे ना तू. तर मी ते म्हणलेलं आणि आमच्या कॉलेजच्या जे गॅदरिंगचं आपलं हे असत ना, तेव्हा मी ते म्हटलेलं म्हणजे इतकं सगळ्यांना आवडलं होतं ना ते. <laughs> म्हणजे आता मला हो, नक्कीच, नक्कीच. म्हणजे ना अ, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे ते मला लागतं. बट मी असं म्हणू शकते. अं, मी स्टार्टिंग करतीये. <chuckles> ओके.
हां, हां. हो, चालू करा. आशिकी. हां, हां. हो, हो, हो. हां. अरे वाह! हां, हां, हां. मला पण म्हणून दाखवा आता. <chuckles> प्लीज हां. हां. हां, हां. खरं.
अ, सुन रहा है ना तू रो रही हूँ मैं.
वाह!
सुन रहा है ना तू, क्यूँ रो रही हूँ मैं. अ, हे एवढं अ, <chuckles> गाणं होतं. अ, हो.
वॉव! मस्त. <chuckles> छान. हां. मस्त म्हणता आणि आवाज पण छान आहे तुमचा खूपच आणि सराव करता का मग गाण्याचा पण, तो पण शिक्षणाचा प्रवास चालूच असेल तुमच्या संगीताच्या?
हो. नाही.

हो, खूप महत्वाचं आहे आणि ते सोपं नाहीये, मी समजू शकते आणि बऱ्याच अडचणींना तुम्हाला तोंड पण द्यायला लागलंय. मग कसं वाटतंय एकंदरीत असं छान डिग्री कंप्लीट झाल्यावर कसं वाटलं तुम्हाला?
हो. हो. तसं तर डिग्री कंप्लीट झाल्यावर आपण म्हणतो ना एक मनापासून जो आनंद मिळतो आपल्याला की आपण डिग्री कंप्लीट केलीये गड्या. तर मला खरंच खूप छान वाटलं. आणि अ, म्हणजे एक म्हणतो ना आपण की एवढे अडथळे येऊन सुद्धा आपण एक आपण म्हणतो आपलं ध्येय गाठलं. आणि असं इथेच मी थांबणार नाही, तर मला एम-सी-एला पण ॲडमिशन घ्यायचंय. सो मी त्याचीही तयारी करत आहे. मी ॲडमिशन घेतलेली आहे. आणि तसं म्हणजे अ, घरूनही माझा अभ्यास वगैरे थोडाफार चालूच असतो. तर मला ते कंप्लीट करून मला आय-टी क्षेत्रात माझं करियर करायचंय आणि अ, म्हणजे असं नाही की कंटिन्यू मी शिकतेय पण थोडा गॅप, थोडा असं, काही तसं करून मला माझं शिक्षण पूर्ण करून मला चांगल्या ज अ, पोस्ट वरतीच जॉबवरती लागायचं आहे. सो मी अ, त्याच्यासाठी अजूनही माझे प्रयत्न करणं चालूच आहे. असं नाही की मी शिकण्याचा प्रवास थांबवलाय आहे अजूनही चालूच आहे माझा प्रयत्न.
हां. हं. हो. अरे वाह! हां. बरं. हो, हो. ओह, वॉव! वॉव! चालूच आहे कंटिन्यू असतोच म्हणा, तुम्ही रोज ना काही ना काहीतरी शिकत असता. खूपच सुंदर आणि जिद्द पण तुमची खूप मोठी आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यात यश मिळेल. मग अ, भविष्यात तुमची काही अशी शिक्षणाबाबत काही अशी उद्दिष्ट ठरवली आहेत की तुम्ही काय करायचं आहे किंवा कसं कम्प्लीट करायचं आहे, काही त्याबद्दल सांगू शकाल?
हो. हो. हो. हां, जसं मी आता तुम्हाला एम-सी-एबद्दल सांगितलं की मला ते कंप्लीट करायचंय. म्हणजे आता सध्या माझा अभ्यास वगैरे चालू आहे त्याचा, मी ॲडमिशन वगैरे घेतलंय, पण त्याचे पेपर्स खूप हार्ड असतात ना. तर मला एक अ, दिवस रात्रभर करून मला त्याचा अभ्यास करून, जसं आमची आता एक एक्झाम झालीये 1st टेम, तर 1st सेम, सो अ, मी ती कंप्लीट झालीये माझी अजून रिझल्ट वगैरे तर अज आला नाही, तर तो आल्यावर तर कळेल की काय आहे, काय नाही म्हणून की मी त्याच्यामध्ये किती लिहिलं. म्हणजे तसं तर मी बऱ्याचपैकी लिहिलंय की असं फेल वगैरे होणार नाही, त्याची तर मला गॅरंटी की बॅक वगैरे लागणार नाही म्हणून. पण एक असं मनाला असतं ना की "बाबा काय येईल रिझल्ट? काय येईल?" म्हणजे असं अ, एक अ, हे असतं मनामध्ये आणि ते झाल्याच्या नंतर मग असं हो. मग मी असं ठरवलंय की मला आय-टी क्षेत्रामध्ये चांगली अ, जॉब मिळवायची आहे. आणि मला लवकरात लवकर एम-सी-ए कंप्लीट करून अ, जॉबसाठी अप्लाय करायचं आहे.
हां. हां. हं. हां. हां. ओह! धुकधुक, धाकधूक असते. हां. हां.

अरे, वाह! मस्तच. छान खूपच सुंदर, बऱ्याच आवडी दिसतात तुमच्या आणि मग घरात छंदाला वेळ द्यायला कधी म्हणजे वेळ देता येतो का तुम्हाला म्हणजे या बिझी शेड्यूलमधून शिकण्याच्या प्रवासातून कधी?
हो. <chuckles> अ, हो तसं अ, म्हणजे शेड्यूल तर माझं खूप बिझी आहे <chuckles> म्हणजे जसं तर सांगायला गेलं तर. पण मी काय करते माहिती आहे का अ, बिझी शेड्यूलमध्ये पण माझं गुणगुण करणं गाणं म्हणणं चालू असतं असं नाही की मी शांत बसणार आणि गाणं म्हणणार नाही वगैरे असं चालूच असतं काही ना काही, काही ना काही, सो अ, जसं की आता मी तुम्हाला बोलते तुम्हाला गाणं म्हणून दाखवणार किंवा मी किचनमध्ये स्वयंपाक करते तेव्हा मी गाणं म्हणत राहणार म्हणजे मी माझा जो कंठ म्हणतो आपण एक अ, घळ्या घश्याचा वगैरे तो असा अ, त्याचा रियाज करतच राहत गाणं म्हणून म्हणून.
हां. हां. हां. हो. चालू असतो. अरे, वाह! मग अ, अ, शिकत असताना तुम्ही स्वतःला प्रेरित कसं करता? म्हणजे कुठल्या गोष्टी तुम्हाला प्रेरित करतात, त्याबद्दल काही सांगाल?
अ, शिकण्यासाठी अ, प्रेरित करायचं म्हंटलं ना, तर मी काय करते स स अ, असं आपण म्हणतो ना, एक असं मूड फ्रेश ठेवते. म्हणजे जसं आपण अ, एखाद्या गोष्टी जर करायचं असेल आणि ती आपल्याला चांगल्या प्रकारे पार पाडायची असेल तर आपण म्हणतो ना, की मनापासून ती गोष्ट केली किंवा आपण स्वतः असं मनापासून रिफ्रेश असलो की ती गोष्ट आपल्याला कशी व्यवस्थितपणे पार पाडता येईल. आणि करता येईल. तर मी नेहमी तसंच करत असते. हो. हां, मोटिव्हेट होतं त्या गोष्टीमुळे.
हां. हां. अ, हो. हां, म्हणजे मोटिव्हेट होतं का तुम्हाला म्हणजे शिकताना की हां, हां. अच्छा, अच्छा. अच्छा, अच्छा. मग आणि काही-काही असं ऐकल्यामुळे किंवा काय केल्यामुळे होतं का तुम्हाला मोटिव्हेट की बाबा चला अ, थोडा गॅप झाला तर आता पुन्हा कंटिन्यू करूया आता पुन्हा छान एफर्टस् देऊया असं कुठल्या गोष्टीपासून आणि वाटतं तुम्हाला?
अ, तसं तर म्हणायला गेलं ना, तर अ, अशा कुठल्या गोष्टीपासून तर नाही म्हणता येणार पण अ, अ, अ, जसं मी तुम्हाला म्हटलं की मला सिंगिंगची आवड आहे. तर अ, मी एखाद्याचे गाणे ऐकते तर मला ते ऐकल्यावर पण असं मोटिव्हेट झाल्यासारखं वाटतं की ते म्हणतोय चला आपण पण म्हणूया. जसं आपण सिंगिंग म्हणजे आपण जसे गाणे वगैरे ऐकतो ना, तर ते ऐकल्यावर कसं आपण गुणगुण करत असतो. म्हणजे ते एक मोटिव्हेट होतो आपण ते गाण्यासाठी असं मनानेच आपण डायरेक्टली थोडी ना, म्हणायला लागणार आहे ना, ते गाणं आणि ते झालं आणि अभ्यासाच्या बाबतीत किंवा एखादं करियर करायचं त्याच्याबाबतीत जर म्हणायचं झालं तर अ, आपण एक म्हणतो ना, की आपल्या सोबतची एखादी फ्रेंड आहे किंवा मग आपली कोणी कलीग्स आहेत. आपले कझन्स किंवा आपले भाऊ-बहीण कोणी आहेत. तर अ, ते पण आपल्या वयाचे आहेत आणि आपल्यासोबत शिक्षण घेतलं त्यांनी तसंच सेम आणि ते चांगलं करियर करून चांगल्या पोस्टवरती जॉबला लागले. तर अ, आणि आपण नाही लागलो तर आपल्याला एक असं म्हणतो ना, आपण असं गिल्टी फील होतं की ते आपल्यासोबत करून सुद्धा ते लागले आणि आपण लागलो नाही तर मग आपण का नाही लागलो. तर एक म्हणतो ना, आपण असं निश्चय आणि ध्येय जर मनात ठेवलं ना, तर त्या गोष्टीपर्यंत आपण नक्की पोहोचतो. हो, हो, हो.
हं. हां. हो. हो, हो, हो. बरोबर, हां. हां. हां. हो ना. हं. हां. हां. हो. हां, तर होतं. मग ते त्यांच्यापासून तुम्ही मोटिव्हेट होता आणि म्हणजे ते तुम्ही केलत बरोबर अ, खूप सुंदर मग आजच्या शिक्षणाच्या संदर्भात काय साधनं किंवा दिवसाचे सराव तुम्ही सुचवाल कुटुंब परिवार किंवा गुरूचा कसा वाटा होता त्याबद्दल काय सांगाल?
हो. हो, हो, हो.